काय झालंय ना, हल्लीच्या गाण्यामध्ये ना आपल्याकडे एवढी काही अ, कामं आहे किंवा एवढं आपण आपला ताणतणाव पहिलेच खूप जास्त आहे. त्याच्यावरनं जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन वाजतो ना तर आपल्याला असं वाटतं, की अरे, बापरे! आता कोणीतरी किंवा मेसेज केलेला आहे या मग, कोणाची तरी आज आजकाल तुम्ही बघता ना, जसं क्रेडिट कार्डचं पेमेंट झालं, तर ते एक नोटिफिकेशन येतं की अरे तुम्हाला क्रेडिट कार्डचं पेमेंट. तर तुम्हाला एक भीती वाटते त्याच्यामध्ये की अरे नोटिफिकेशन आला, आता काय होणार? तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नोटिफिकेशनचे जे नियम आहे ते कसे ठरवता?
हं. हं. हं. हं. हो. नक्कीच. म्हणजे आजच्या टायमाला नोटिफिकेशनमुळे वेगवेगळ्या पद्धतीचे भाव जोडलेले असतात. अगदी म्हणजे कोणाचा आपला जर बर्थडे असेल आणि बर्थडे मॅसेज आला तर एक आनंदी भाव येतो. त्यानंतर जसं तुम्ही म्हटलात, की क्रेडिट कार्ड त्याचं <chuckles> पे पेमेंटचा तुम्हाला मॅसेज आला की ड्यू डेटचा तर मग आधी मा माणसाला पहिलेच चिंता येऊन जाते, अरे, यार! आता पैशांचा बंदोबस्त करावा लागेल या सगळ्या गोष्टी. <chuckles> मग त्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक नोटिफिकेशन सोबत आहे ना वेगवेगळी भावना जोडलेली आणि जर ऑफिस रिलेटेड तुम्हाला जर काही आलं नोटिफिकेशन तर मग तुमची भावना अरे अजून काही काम देतायेत का हे? काय यांनी लावलेलं आहे.
<chuckles> आता काय करायचं? <laughs> हो. अगदी बरोबर. अजून काही होतंय का?
हो. तर मग अशा पद्धतीने ना प्रत्येक नोटिफिकेशनची, आपली एक वेगवेगळी पद्धतीची भावना जोडलेली आहे आणि आपण त्याच्याशी जोडलेलो आहे. तर पहिले कसं व्हायचं, जर मी कामात कामात असेल आणि मी काम करत असेल आणि अगदीच अ, मोबाईलवरती काही नोटिफिकेशन आली आणि त्याचा साउंड माझ्यावरती, म्हणजे माझ्या कानात पडला. सगळ्यात पहिली रिअॅक्शन कितीही महत्त्वाचं काम असू दे. माझं लक्ष तिकडे जाईल. आणि मग मी त्याच्याकडे बघणार. मोबाईलला हातात पकडेल आणि ते वा वाचत बसेल. तर असं कामावरनं दुर्लक्ष करून मी ते बघायचो. आणि मग त्याच्यामध्ये आणि ते बघत असेल तर मग माझे 10-15 मिनिटं तिथे वाया गेले किंवा कधी-कधी तर मग नोटिफिकेशन बघतोय, नोटिफिकेशनला इग्नोरही केलं आणि मोबाईल हातातच आहे तर काहीतरी तिथे सोशल मीडिया ओपन करून ते सोशल मीडिया बघायला लागलो आणि त्याच्यात वेळ गेला तर असंही होत असतं कायम.
अगदी बरोबर. हो. अगदी खरं. हो. तर मला सांगा, आजकाल तर हे तर सुरूच आहे, की कोणता आपण काय कधी कोणाला फोन करायला जातो ना, तर आपण विसरतो पण त्याला फोन करतो आणि त्याच्या पहिले आपण नेमकं नोटिफिकेशन बघतो आणि ती Instagram आणि Facebookची असली ना, आपण पहिले रील बघायला जातो, की अरे, कोणची रील पाठवली कोणीतरी. मग त्याच्यामध्ये आपले कामं पूर्ण असे होऊन जातात. खूप छान म्हणालात तुम्ही.
हं, हं. हं. हं. हो. हं.
तर तुम्ही कोणतीही नवसंरचना या मग कोणताही रूल लागू केला करायला जाता, पहिले कोणत्या गोष्टीचा विचार करता? की तातडी मतलब, तुम्ही नोटिफिकेशनला अलाउ जो करतात त्याच्यामध्ये तुम्ही तातडीचे महत्त्वाचे, आपल्याला लवकर भेटायला पाहिजे, या मग की आपण सर्वांनाच असं, येऊ द्या सर्व नोटिफिकेशन्स आले तरी चालेल. असं काय विचार करून करता तुम्ही नोटिफिकेशन्स ऑन?
हो, नक्की हं. हं. हं. हो. बघा, अ, नोटिफिकेशनचे जे मी नियम म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये बदलाव केले ना, ते तुम्हाला सांगतो. की सगळ्यात पहिले असं मी डिस्ट्रॅक्ट होऊन जायचो कामावरनं बरोबर. तर मग मी काय केलं, की नोटिफिकेशन पहिले तर सर्विस बंद करून ठेवलेले होते. की आता नोटिफिकेशन बघायचेच नाही, मोबाईलला सायलेंट केलं. <inhales> काही एप्सची ती परमिशन होती ती एप्सच्या, परमिशन काढून टाकल्या. की नोटिफिकेशन मला सेंड नाही करायचं. असं केलं, पण त्याच्याने काय व्हायला लागलं ना, की जे कामाचे नोटिफिकेशन होते तेही मला दिसत नव्हते. मग आणि मला समजतही नव्हतं, की मी काय आपण ते काम करायचे प्रायोरिटी कशाला द्यायची होती. तिथे सगळं आपण, विस्कटलेलं होतं ती गोष्ट. मग त्यानंतर मी ठरवलं की म्हटलं, काही ते फक्त काहीच अ, ग्रुप्स असतील WhatsAppवरचे, जे आपल्याला महत्त्वाचे आहेत. यांचे नोटिफिकेशन ऑन ठेवायचे. अ, त्यानंतर आपले जे, वेगवेगळे एप्स आहेत फायनान्शियल एप्स, जसं की क्रेडिट कार्डचे बिल्स आणि ते सर्व गोष्टी आहेत. तर, ते त्यांचे नोटिफिकेशन ऑन ठेवायचे जेणेकरून आपले ते, अ, म्हणजे ते बिल बाउन्स नाही होणार. आणि आपल्याला त्याच्यावरती फाईन नाही बसणार. तर मग अशा सगळ्या गोष्टी आणि कामा रिलेटेड जे मेल्स होते हे, ही मी पहिले बंद केल्यामुळे, मला ते मेल्स लवकर भेटत नव्हते. आणि मग तिकडून समोरून बॉसला फोन करावा लागायचा अरे, तुला तो मेल पाठवलाय तो तरी चेक कर.
हो. अच्छा. हां. हो. अगदी. हां. मग त्याच्यामध्ये अजून अ, त्रास होतो, की त्यांनी एकदा मेल केला, मग त्यांनी फोन केला आता मग ते, आपल्याला नक्की ऐकवणार आहे. की "अरे! तुला समजत नाही का? एवढं नाही करू शकत का?" अगदी बरोबर म्हणाला तुम्ही, की हां.
हं, ते हो. हं. बरोबर. मग. मी त्यांचं नोटिफिकेशन ऑन केलं मेल्सचं. आणि मग त्यानंतर अशा मी फक्त काहीच गोष्टींचे नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे ना मला अ, त्या गोष्टीचा मेसेज यायला लागला. मग मी प्रायोरिटी त्या गोष्टींना द्यायला लागलो. मग तरी WhatsAppचे नोटिफिकेशन मी कसे ऑन केले होते ना, की मी, सर्व नोटिफिकेशन ऑन केले. WhatsAppला कसं आहे काही वेगवेगळे रिकामे ही ग्रुप्स असतात. काही लोकं असे रिकामेही मेसेज करत असतात आपल्याला. आणि त्यातल्या त्यात, काहीतरी इम्पोर्टंटही असतं. मग यांचं कसं निवारण लावायचं तर मी त्याच्यात काय केलं, की प्रत्येक ग्रुपला एक सेटिंग असते, की तिची जी नोटिफिकेशन टोन आहे ती आपण बदलू शकतो. तर मग मी काय केलं एमर्जन्सी चे जे ग्रुप्स होते त्यांचे नोटिफिकेशन ऑन ठेवले ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की इथं काहीतरी असं वायफट काही गोष्टी येणार नाही, इथं फक्त गरजेच्या ज्या गोष्टी असतात त्या येतात. किंवा परिवारामध्ये कोणाला काही झालं, त्याचा एमर्जन्सी ग्रुप आहे आणि त्याच्यावरती मॅसेज आलेला आहे, पारिवारिक ग्रुप आहे. तर अशा ग्रुपच्या नोटिफिकेशन मीच ऑन ठेवल्या जेणेकरून आणि त्यांचेही जे टोन होते ना नोटिफिकेशनचे ते वेगवेगळे ठेवले जेणेकरून मला, ऐकून सेग्रीगेट करता यायचं की हा नोटिफिकेशन कुठला आहे.
हां. हां. हो, हो, हो. हां. हो. हां. वाह! हां, हां.
तर मग त्याच पद्धतीने मी अ, म्हणजे फरक पडला माझा त्याच्यामध्ये.
नाही खूप छान सांगितलं तुम्ही का, की कधी पण आपल्या कुटुंबाला गरज असली आणि आपण नोटिफिकेशन पूर्ण ऑफ केले तर मग, आपण त्यांची मतलब त्यांना जेव्हा आपली गरज आहे तेव्हा नाही पोहचू शकत ना. आणि कधी-कधी आपण करतो ना आपण अ, कामात असतो तर, आपण फोन सायलंट करतो किंवा वायब्रेशनवर ठेवतो. मग त्याच क्षणी आपल्याकडे नोटिफिकेशनचं लक्षच नसतं आणि नेमकं काय आहे 2 इमरजन्सी असतात, पहिली असते क्रेडिट कार्डची पेमेंट आणि दुसरी म्हणजे काय की कोणीतरी अगर पैसा पाठवला ना, तर आपल्याला पाहायला पडतो अरे! कोणी पाठवला कशाला पाठवलं? तर ही नोटिफिकेशन तरी चालू अ, सुरू करायला पाहिजे खूप छान सांगितलं. मग तुम्हाला काय वाटतं, तकनिकी जो सेटिंग असते जसं डू नॉट डिस्टर्ब झालं, प्रायोरिटी लिस्ट झाली, थ्रेशहोल्ड झाले आणि वैयक्तिक नियम, जसं अ, तुम्ही कोणाला ब्लॉक करून ठेवतात ना, आता आपल्याला कंपनीचे एवढे फोन येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप संताप येतो, की अरे हा कार्ड घेऊन घ्या, हे लोन चाललेलं आहे, तर तुम्ही त्यांना कसं अ, मतलब हाताळता? आणि उदाहरण सार सारखं म्हणजे काय, काही ॲप्स किंवा सेटिंग्स असतात ना तर तुम्हाला स्वतःच फोन करतात, जसं आपलं आपण कोण CRED-वेड अगर यूज करतो यू-पी-आय पेमेंट, तर ते तुम्हाला घडीक घडी अ, परत-परत नोटिफिकेशन पाठवतो. तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं आहे, की मला बिल भरायचंय, पण ते CREDपण पाठवणार, मग ते PhonePe पण पाठवणार, मग तुम्ही कोणच अजून ॲप्स यूज करतातेय. Paytm पण तुम्हाला सांगतो, अरे! भरलं तुम्ही पेमेंट मग ते एवढी वेळा सांगतात, तर तुम तुम्ही थोडंसं असं घाबरगुंडी उडते थो थोड्या वेळासाठी, की अरे आता काय करायचं? एवढे कार्ड घेतलेले आहेत का मी? मग तेव्हा तुम्ही काय करता?
हं. हो नक्कीच. हं. नक्कीच हो. हो. हं. नक्कीच. हो. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हो. हो ना. बघा ना, असं असतं ना तर त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, डू नॉट डिस्टर्ब आणि अ, प्रायोरिटी गिविंग तर याच्यामध्ये पहिलं सगळ्यात पहिले काय होतं, की डू नॉट डिस्टर्बमध्ये पूर्णच आपल्याला फोन येणे बंद होऊन जातात, पण नोटिफिकेशन्स ऑन असतात आपल्यावाले. तर ते नोटिफिकेशन्समुळे समजतं पण आणि जर त्या टायमाला आपल्याला फोनची गरज नसेल, तर नक्कीच डू नॉट डिस्टर्ब हे चांगलं आहे आपल्याला वापरण्यासाठी, जेणेकरून समजा आपण एका मीटिंगमध्ये बसलेलोय पण आपल्याला फोन स्विच ऑफ नाही करायचाय.
हो.
फक्त नोटिफिकेशन्स ऑन ठेवायचे, तर मग त्या टायमाला हा खूप कामात येतो. त्यानंतर प्रायोरिटी चॅनल्समध्ये काय असतं, की आपण ज्या मेसेजला जास्त प्रायोरिटी दिली, जसं की आपले बिल्स झाले, क्रेडिट कार्ड्सचे, पेमेंट रिलेटेड झाले, तर यांना सगळ्यात जास्त प्रायोरिटी म्हणून हे आपल्याला सर्वात वरती शो होतात.
हो.
आणि ऑफिस रिलेटेड मेल्स असतील, तर हे त्या प्रायोरिटीच्या ह्याच्यात येतात. आणि कधी-कधी काय झालंय की आपल्याला समजा, समजतच नाही की कुठलं काय, या नोटिफिकेशन बाउन्स होतील की काय, मग तेव्हा थोडेसे आपले वेगळे पर्याय असतात, की आपण एखाद्या मित्राला सांगून ठेवलेलं आहे, की परिवारालाही सांगून ठेवलं आहे, की या व्यक्तीला कॉल करायचा, तो मला मेसेज देऊन देईल, जर माझा फोन लागला नाही. तर अशा पद्धतीचे आपण चॅनल्स बनवले पाहिजेत.
वाह! मस्त. खूप छान म्हणाले तुम्ही का, की आपण कोणा मित्राला मग जेव्हा अ, हे हे तर सांगितलं तुम्ही. मग तुम्ही चॅनेल बनवले आणि कोणच्या मित्राला अ, तुमच्या वडिलांनी या मग कोणीतरी मेसेज दिला. मग तो मित्र तुमच्यापर्यंत कसा पोहोचवणार तो मेसेज?
हं. हं. हं. बघा ना अ, ते ऑफिस कलीग मित्र म्हणजे सांगितलं गेलं, की आपण एखाद्या कामावरती आणि तिथे जो व्यक्ती आपल्यासोबत असेल किंवा आपला त्याचं ऑफिसमधला एक कलीग असेल, तर आणि असं करायचं ना, की तो आपल्या डिपार्टमेंटला नाही आहे समजा, त्याचं न आपलं डिपार्टमेंट वेगळं आहे. तर त्या टायमाला त्याचे कामं वेगळे चालू असतात, आपले कामं वेगळे चालू असतात. तर मग त्या पहिलेचं आपण ग्रुपला मॅसेज ड अ, ड अ ड्रॉप करून द्यायचा, की "मी आता बिझी आहे जर काही अर्जंट असेल, तर ह्या ह्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा. तो मा माझ्यापर्यंत माहिती पोहोचवून देईल."
हां. मस्त. खूप छान. खूप छान. अ, अ, विचार आहे तुमचं, की तुम्ही, ते करू शकत मतलब तुमचे कामही होणार आणि काही एमर्जन्सी झाली तर तुम्हाला, वेळेवर ते कळणार आहे. खूप छान. तर मला सांगा, जेव्हा कधी-कधी असतं ना, की अ, म्हणजे तुम्ही मित्रांबरोबर बसलाय ठीक आहे. आणि ते मित्र तुम्हाला ना, टेस्ट करतात, की ह्याला मी मेसेज करून बघतो. हां, आम्हाला होतो ना प्रॅन्क करतात कधी-कधी आपले मित्र मी ह्याला फोन करतो, या मग मी ह्याला मेसेज करतो. तर तुम्ही नेमकं तेव्हा तुम त्यांनी तुमच्या मित्राने तुम्हाला फोन मेसेज केला आणि त्याचा नोटिफिकेशन नाही आला. तर मग तुम्ही त्यांना कसं समजवतात, की हा मी नोटिफिकेशन म्हणून ऑफ केलेला आहे. यामुळे तुझा नेमका तुझाचं नोटिफिकेशन ऑफ झालाय तर त्या ती जो पूर्ण प्रक्रिया असते त्याला कसं सांभाळून घेतात तुम्ही?
हो. हं. बरोबर, हो. हं. हं. हं. बघा ना, की मी सांगितलेलं असतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने असं माझ्यासोबत केलं, की मी त्याचा फोन आला आणि मी ते उचलला नाही किंवा तो प्रँक करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो त्याच्यामुळे आणि माझ्या मोबाईलचे त्या सेटिंगमुळे ते मला दिसलं नाही. तर मग काय होतं, ते कधी-कधी नाराज होतात. की तू आम म्हणजे आम्हाला प्रायॉरिटी समजत नाही किंवा तू आम्हाला एवढं इम्पॉर्टंट समजत नाही तुझ्या जीवनामध्ये, मग तेव्हा सांगायचं आपण त्यांना की काय होतं ना की एवढे सगळे मी कॉल्स आणि ते म्हणजे कॉल्स असतात, म्हणजे वर्कलोड असतं, त्यामध्ये मला जे मॅसेज येते जे गरजेचे आहेत. ते मॅसेजेस बघणं फार इम्पॉर्टंट असतं. म्हणून मी हे काय तुझंच मी ब्लॉक केलेलं आहे असं नाही आहे. मी प्रत्येक व्यक्तीचं असंच करून ठेवलेलं आहे. म्हणून मी तुला काही वेगळं मानतो, असं अशातली गोष्ट नाही आहे, पण तू ज्या ग्रुपमध्ये आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आहे, त्याची नोटिफिकेशन ऑन आहे. जर आपण तो ग्रुप त्यासाठीच बनवलाय ना, जर काही इमर्जन्सी आली तर तिथे मॅसेज ड्रॉप होईल आणि मग त्यावेळेस तो मला निश्चितच तुझ्याकडे काही इमर्जन्सी तर ते मला लवकर कळेल ना, तू त्या ग्रुपमध्ये आहेस ज्याचं नोटिफिकेशन ऑन आहे. पण असे डायरेक्टली पर्सनल नोटिफिकेशन्स पण ऑन नी ठेवले मग या पद्धतीने मी त्याला समजूत देतो.
हो, हो. नक्की होतो ते. हो. हो, हो. खूप मस्त. खूप छान सांगितलं तुम्ही, की ग्रुप मध्ये जर एकदा मेसेज केला तर तुम्ही त्या अ, जी पण परिस्थिती आहे त्याची जाणीव घेऊ शकता. खूप छान तर मला एक सांगा, की जेव्हा नोटिफिकेशन चे नियम आपल्याला ठरवायचे असतात, तेव्हा आपल्याला कोणत्या-कोणत्या छो अ, छोट्या सोप्या गोष्टी अ, लक्षात ठेवायला पाहिजे. जेणेकरून अ, कोणाला अजून काही करून घ्यायचंय असं नोटिफिकेशनवर तर ते करू शके साव आरामाने.
हं. हो. हं. हं. बघा, तर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन करायचं असेल ना आपल्याला अशा सेटिंग्स तर आपण काय केलं पाहिजे की आपली प्रायोरिटी सेट केली पाहिजे की कुठल्या ग्रुप्स वरती अ, कुठल्या ग्रुप्सच आपल्याला नोटिफिकेशन ऑन ठेवायचं आहे किंवा कुठल्या एपचं आपल्याला नोटिफिकेशन ऑन ठेवायचं आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार नाही ते नोटिफिकेशन्स ऑफ राहतील आणि तुम्हाला डिस्टर्बन्स ही होणार नाही. त्यानंतर
बरोबर.
आपण काय ठरवलं पाहिजेल, की कुठल्या व्यक्तीला आपल्याला आणि त्या ग्रुप्सला कुठल्या अ, समजा WhatsApp आहे, तर WhatsAppसाठी वेगळं नोटिफिकेशन टोन असं म्हणजे तुम्हाला समजेल तरी की कुठल्या एप वरती आलेलं आहे आणि कुठल्या ग्रुप वरती आलेला आहे हा मेसेज? नुसते ती टोन ऐकून, त्यानंतर ईमेल असेल तर ईमेलसाठी वेगळी टोन जेणेकरून वर्क रिलेटेड गोष्टी तुम्हाला लवकर समजतील आणि असतं ना कधी-कधी आपण WhatsAppला कमी प्रायोरिटी देतो पण असे वर्क रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्यांना जास्त प्रायोरिटी देतो आणि लवकर ते गोष्ट बघतो तर असं आपण काहीतरी केलं पाहिजे.
वाह! खूप छान सांगितलं तुम्ही, की नोटिफिकेशन्स वर तुम्ही कसे नियम ठरवू शकतात आणि तुमचे अनुभव खूप छान होते. मग ते किंवा अ, घराचा ग्रुप असो या मग मित्रांचा ग्रुप असो, या मग मॅनेजरचा नंबर असो, तुम्ही त्याच अगर तुम्ही ठरवून घेतलं की मला नोटिफिकेशनचे नियम पाळायचे तर तुम्ही अ, आरामाने काहीही करू शकतात. खूप छान झालं अ, मतलब तुम्ही खूप छान सांगितलं, तर मला खूप मज्जा आली तुमच्याशी बोलून खूप-खूप धन्यवाद. आपण नक्की परत भेटूया.
हं. धन्यवाद.